अच्छा! कुछ तो गडबड है दया. <chuckles>
कारण, की जे दोन अ, कुछ तो गड़बड़ है, कुछ तो पैसे मागणे माग मागणेवाला है आपणसे. म्हणजे पैशांचा व्यवहार ज्याच्यात घुसतो आणि एखाद्या व्यक्तीने पैसा मागितला. तर मग काय होतो, की स समजून द्यायचं की हां, आपल्याला कशा ना कशात अडचणीत टाकणार आहे.
हां. समजून घ्यायचं. टाकणार आहे आणि याचा स्वार्थच आहे फक्त याला उधारी पाहिजे आपल्याकडनं. <chuckles>
हो आणि बास-बास. आणि त्याच्यानंतर हा आपला तोंडही दाखवणार नाही, आपले फोन्सही उचलणार नाही.
काय आहे बस नंतर, हम्म. हां.
हो, तर मग अशा व्यक्तींपासून आपण सतर्क राहील पाहिजे. आणि अगदी एखादा व्यक्ती असा असेल की तो आत्ताच नुकता-नुकता आपल्याकडून बोलतोय आणि काहीतरी फेवर मागत असेल. तर मग समजायचं, की हाही अ, काम करून घेईल आणि विसरून जाईल.
तसा गायब होईल हं, बरोबर म्हणजे नवीन, नवीन जे येतात असे अ, आयटम नाही का <chuckles> नमुने
हां. हं. हो आयटम, नमुनेच असतात ते.
अ, जास्तच गोड-गोड करू लागले अ, ओळख ना पाळख असं ना जान ना पहचण मैंन तेरा मेहमान. <chuckles> त्याप्रकारचे, ओळखून येतात लगेच. नाही का? अच्छा! आलं लक्षात. तर यामध्ये दीर्घकाळाची मैत्री टिकवण्याचे काय रहस्य आहेत बरं? म्हणजे काही अ, लहानपणापासून अ, मित्र असतात म्हणजे जिंदगीभर मरेपर्यंत मित्र असतात आणि काही-काही लहानपणी मित्र असतात, पण मोठे होत-होत मग दुरावले जातात, गायब होऊन जातात. म्हणजे एक दुसऱ्याला बोलत नाही. तर रहस्य काय असते बरं गहऱ्या दोस्तीचं म्हणजे अ, लहानपणापासून शेवटपर्यंत टिकून राहण्याचं?
<chuckles> हं, मैं तेरा मेहमान हां. तसे वालेच असतात ते. हो. हं. बरोबर. बरोबर. हो.